अ, कसं आहे, की अ, सु असं जेव्हा होत असतं ना, तेव्हा कळत नाही, की हे कॅफेनमुळे होतं अ, कारण अ, ह्या गोष्टी जेव्हा अ, डॉक्टरांपर्यंत जातात ना, तेव्हा जेव्हा ते आपलं विचारतात, म्हणजे मला जेव्हा विचारलं गेलं, तर अ, त्यावेळेस त्यांनी मला तसं सांगितलं कारण, की अ, कसं झालं, की अ, काही-काही वेळेला ना असं अ, पोट खराब होतं म्हणजे ते असं अ, नॉसिएटिक वाटतं असं हां, मग ते बिघडते आणि काय होतं, की बऱ्याच वेळेला ना अँक्साइटी पण येते तर इरिटेशन पटकन होतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं, असं छोटीशी जरी गोष्ट घडली असं जसं मी म्हटलं, की इथे जर ही पेन्सिल ठेवलेली आहे आणि ती पडली खाली, खूप मोठी गोष्ट नाहीये पण इरिटेशन एका सेकंदात होणार मला म्हणजे म्हणजे मी लगेच त्याला असं रिएक्ट करणार, "काय आहे ती पेन्सिल? आता मग कसं"
हां. बरं. हां. हां. हां. हो, हो, हां. डायजेस्टिव्ह सिस्टमही बिघडते, हां. हां. हां. हां. हां. हो ना. हां. इनसेन्सिटिव्ह होतं म्हणजे थोडक्यात आपण सेन्सिटिव्ह हां. बरोबर.
अ, हां, मग अ, अ, अशा ज्या गोष्टी होतात ना, की अ, असं व्हायला लागलं आणि जास्त करून केव्हा झालं, की अ, थोडंसं अ, हार्ट बर्न होतं असं म्हणजे आपण म्हणतो ना, की <sucks teeth> ॲसिडिटी अ, असं ते कसं तरी होतं. मग काय झालं, की थोडंसं घरातले उपाय केले मी, आपण असं करतो ना घरामध्ये थोडंसं हे घे, ते घे पण ते काही होत नव्हतं. मग फॅमिली डॉक्टर असतात. तर अ, मला सांगितलं, की "तू जाऊन बघ की काय कसं होतंय?" कारण कसं व्हायचं ऑफिसमध्ये मग त्याचे कामांवर जरा परिणाम यायचा असं व्यवस्थित मनस्थिती नसली, की मग त्यावेळेस जेव्हा डॉक्टरांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की "ज्या पद्धतीने कॅफेन जातंय आणि दोन्ही जातंय," अ, जास्त करून म्हणजे अ, कॉफी जायची माझी अ, शरीरामध्ये. आणि ते जे दिवसभराचं होतं म्हणजे मी त्यांनी जेव्हा सांगितलं तर ते दुपटीच जसं मी सांगितलं ना किती ग्रॅम मिलीग्रॅम पाहिजे. तर ते असं दुपटीचं आणि बऱ्याच वेळेला त्याही पेक्षा जास्त जात होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि हां. आणि मग त्यामुळे ते असं झालं. जेव्हा, की अ, हां, जेव्हा की घेत मी घेत कशासाठी होती, की प्रॉडक्टिव्हिटी वाढावी म्हणजे असं हे हां.
हां, हां. बरं. हो, हो, हो. हो की. हो ना. हां. हो, हो, हो. अच्छा. हां, हां. हो, हो. अच्छा, अच्छा. हां. बरं. हां. हो, हो, हो. अरे बापरे! अच्छा, अच्छा. हं, ओके. हां. हां, बूस्टिंग हां. थोडं म्हणजे फ्रेश वाटावं म्हणून वगैरे, हां. पण ते एक्सेस होतं प प्रमाण. हो, हो. मग एका सामान्य व्यक्तीसाठी कोणता कट ऑफ वेळ असायला हवा म्हणजे झोप अशी सुरळीत राहील त्याबद्दल काही सांगाल?
अ, हां, पण जर त्याचा अतिरेक अतिरेक झाला हं. हं.

नाही, नाही, नाही. तुम्ही बघा ना, आता असे अ, हे येतात बघा अ, ॲडमध्ये तुम्ही बघत असाल ते असं फक्त एनर्जी ड्रिंक असं दाखवतात की त्याच्यामुळे त्याला एकदम अशी एनर्जी आली आणि त्याने असं खूप छान काम केलं. असं तुम्ही कधी बघितलं असेल बघा ब्रँडचे येतात ते, की जनरल ORS कसं आहे जेव्हा आपल्याला असं बरं नसतं, आपण अ, थकलेलो असतो त्यावेळेस ते डॉक्टर सांगतात आपल्याला की त्यावेळेस घ्या म्हणून ही गोष्ट वेगळी. पण हे जे एनर्जी ड्रिंक आहेत ना हे मार्केटमध्ये येतात आणि अ, तुम्ही सहज अ, डॉक्टर शिवाय पण तुम्ही घेऊ शकता, असं येतं ते.
हां. हं. अच्छा, अच्छा. बरं, बरं. हां. असतो, हो. घ्या. हां. बरं. अच्छा-अच्छा. अशे? ओके, ओके. बरं हां, हां.
हां, हां. तर अ, त्याच्यामध्ये अ, जे असतात ना, कंटेंट म्हणजे त्यांनी जे बनवलेलं असतं हाय शुगर असतं अ, त्याच्यामध्ये अ, हां म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याने ते बनवलेलं असतं ना, ते खूप वाईट असतं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे कमी घेणं काय नाहीच घ्यायचं असतं.
अच्छा. हां, हां. हो, हो. हां. आमच्या डायरेक्ट शुगर अ, अ, जाते तुमच्या पोटामध्ये आणि त्याचं विघटन होत नाही आणि शुगर वाढू शकते असं काही होतं का त्यांनी?
अ, शुगर नाही वाढू शकत पण अ, ज्या पद्धतीची ती शुगर असते ना, अ, ती आपल्या शरीराला केमिकलची जाते. असं असतं. हां, केमिकलची जी तयार होते ना, ती शुगरच नसते पण त्याचे जे कंटेंट असतात हे केमिकलचे खूप असतात. जे आपण आपलं शरीर हे असं अ, हे नाही करू शकत. घातक असतात फार असं अ, हां.
हां. हां. अच्छा-अच्छा. ओके, ओके, ओ हां. हां. ओके, ओके. घातक. हो. बरं, बरं. अच्छा. बाप रे! हां. <chuckles> डेंजरच आहे काहीतरी. <chuckles> नक्कीच. तर अ, खूप अ, छान तुम्ही अ, सगळं कव्हर केलं अगदी डॉक्टरी सल्ला वाटला मला कॅफेन म्हणजे नेमकं कधी आणि किती घेतलं पाहिजे किती क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे ते अगदी तुम्ही डिटेल आणि खूप छान समजावून सांगितलं प्रत्येक गटासाठी, लहान मुलांसाठी, मोठ्या आजोबांसाठी किंवा मध्यमवयीन तरुणांसाठी तर अ, नक्कीच छान सांगितलं की उत्तेजक द्रव्य असतात आणि त्याचं सेवन थोडं लिमिटेडच असावं आणि एनर्जी ड्रिंक बद्दल पण अ, खूप अ, सुंदर माहिती दिली आणि नक्कीच उपयोगी पडेल. तर अ, छान वाटलं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
हं, हं. <chuckles> हो, हो, हो. हो. हां, हां. हो, हो. तुमच्याशी पण ह्या विषयावर बोलून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.